इन लॉजच्या अपेक्षा सांभाळणं हा नातेसंबंध घट्ट करणारा किंवा संवेदनशील अ, विषय असतो, तर अ, तुम्ही त्या इन लॉजच्या अपेक्षा कशा हाताळता?
अं, आमच्याकडे इन लॉजच्या अपेक्षांचं एक पुस्तक बनेल. एवढ्या इन लॉजच्या सुनानंकडून अपेक्षा असतात. कारण अ, 6 सासवा आहेत मला. आणि हो. 6 सासू आहेत. आम्ही एकत्र कुटुंबात राहतो, जॉइंट फॅमिली असल्यामुळे आमची. अ, माझ्या नवऱ्याचे, हं, आई-वडील, काका-काकू, मग अ, 2 आत्या आणि आधी आजी-आजोबा होते. तर अ, बिचारे आता आजी-आजोबा आमचे दिवंगत झाले. पण ह्या बाक बी बाकी सगळे आहेतच. मग अ, त्या प्रत्येकाची काहीतरी माझ्याकडनं वेगळी अपेक्षा असते. तर अ, म्हणजे अ, माझ्या सासऱ्यांना वाटतं, की अ, मी पूर्ण वेळ माझ्या फक्त मुलाला द्यावा. माझ्या सासूबाईंना वाटतं, की मी त्यांना आराम द्यावा आणि फक्त दिवसभर त्या जे काम करतात, त्याच्याऐवजी मी ते काम करावं म्हणजे दिवसभर स्वयंपाक करावा, कपडे वाळत घालावेत, भांडी घासावीत. तर त्यांच्याही ह्या अपेक्षा असतात. मग अ, माझ्या दोन्ही म्हणजे माझ्या एका आत्याला असं वाटतं, की एकंदर माझं करियर बघतात तिचं एक संगीत विद्यालय आहे स्वतःचं. तर मी हां. मी माझं सगळं सोडून द्यावं आणि तिचं संगीत विद्यालय सांभाळावं.
अच्छा! <chuckles> <chuckles> हां. 6 सासू? कस काय? हां. हां, हां. अच्छा. हो. जस की? अच्छा. ओ! हं, हं. हां. अच्छा. अरे वाह! <chuckles> हां.
आणि अं, आमच्याकडे अ, पेइंगगेस्ट म्हणून पी-जी मुली राहतात. तर ते तो सगळा कारभार मी हातात घ्यावा आणि आता हां. म्हणजे एवढं सगळं घरात
अच्छा. म्हणजे पेइंगगेस्टसुद्धा राहतात घरामध्ये?
अह, 3 सुना आहोत आम्ही घरात.
ओह!
हां. म्हणजे जावा-जावा नाही आहोत आम्ही, म्हणजे 2 जावा आहेत आणि मी एक सून आहे, असं. म्हणजे त्या 2 जावांची मी एक सून आहे. <laughs> पण घराण्याच्या टोटल 3 सुना आम्ही एका घरात राहतो.
हां. अच्छा. <chuckles> ओह! मग घर खूपच मोठं आहे वाटतं तुमचं?
तरं हां. तरं हो. आमचं असं बैठ घर आहे. आणि एक अ, सत्तर एक वर्ष जुनं घर आहे. आणि
हां. ओह! 70 वर्ष जुनं?
आणि देऊळ आणि घर असं एकत्र आहे. त्यामुळे असं वर-खाली घर आहे. खाली आमचे हॉल आणि किचन आहे. आणि वर आमच्या सगळ्यांच्या खोल्या आहेत.
अरे वाह! हां. अच्छा! म्हणजे अ, खाली सगळं अ, म्हणजे आणि वरती खोल्या सगळ्यांच्या?
असं. हां.
वाह! खूपच छान.
असं साधारण घर आहे. <chuckles> आणि स्वयंपाकघर एकत्र असल्यामुळे भरपूर अपेक्षा वाढतात मग, की हां, आणि
<chuckles> हां. नक्कीच वाढत असतील. मग त्या कशा हाताळता तुम्ही?
अ, बघा जितकं शक्य आहे तितकं तर मी करते. पण अ, एका लिमिटच्यानंतर माझ्याकडनंही त्या अपेक्षा पूर्ण नाही होत, खरं तर. <chuckles> पण ठीक आहे, म्हणजे ते काही रागवत नाही, पण त्यांच्या अपेक्षाही संपत नाहीत, असंही होतं. <laughs>
हां. ओह! हां, हां. हां. म्हणजे एवढे लोक असले की अपेक्षा जास्त होणाऱ्याच. आणि तुम्हाला 6 सासू आहेत म्हटल्यावर अ, ते साहजिक आहे नाही का? <chuckles> हां, हां, हां, हां. आणि मग ते अ, तुमचे जे अ, जोडीदार आहेत
हो. <laughs> हो. हो. हो. हां.
ते सुद्धा तुम्हाला त्या अपेक्षा हाताळायला मदत करतात का?
हो. म्हणजे त्याची बरीच मदत असते मला बऱ्याच वेळेला. म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे कपडे धुणे, कपडे वाळत घालणे, कपड्यांच्या घड्या करणे आणि ते प्रत्येकाच्या कपाटात ठेवणे ही सगळी कामं माझा नवरा करतो. आणि त्याबद्दल तो बोलणीही खातो की "बायको असताना तू कशाला करायचंस? आणि दरवेळेला तूच करायचे ठेके घेतले आहेस का?" आणि ह्याच्यावरती तो बोलणीही खातो. पण तो यावर उत्तरही देतो की "अ, आर्थिक बाजू ही जी मला एकट्याला सांभाळायला लाग लागत होती तीही तर माझी बायको सांभाळते ना तिने काही ठेके घेतलेत का आर्थिक बाजू सांभाळायचे? पण तरीही ती सांभाळते ना घर सांभाळून. मग एखादं काम मी केलं तर काय फरक पडतो?"
हां. हां. अरे वाह! खुपचं छान. हां. मग? हो. अरे वाह! खुपचं छान. हां. नक्कीच. मग.
तर असं म्हणून हो, असं म्हणून तो माझी साथ देतो. हो. <chuckles>
खूपच छान विचार आहेत त्यांचे. आणि मग अ, जसं काही आहे का? म्हणजे असे अ, अपेक्षा ज्या तुम्हाला पटत नाही सासू-सासऱ्यांकडनं?
हो. अ, अशा म्हणजे बऱ्याच अपेक्षा आहेत. म म्हणजे ज्या मला पटत नाहीत की एकतर पूर्ण वेळ मी मुलाला देणं. म्हणजे अशीही एक अपेक्षा असते, की मी माझ्या नवऱ्याला मदत करावी. ॲक्चुअली अ, माझ्या नवऱ्याचं केक शॉप आहे गेली 10 वर्ष.
हां. अरे वाह! हां.
तर अ, तो बिझनेसमध्येच आहे. तर त्यांचं असं म्हणणं असतं, की मी माझं म्हणजे कुठेतरी अपेक्षा असते. म्हणजे ही कधी त्यांनी माझ्यावर लादली नाही आहे अपेक्षा आजपर्यंत. पण त्यांना असं कुठेतरी वाटतं, की मी माझं कशाला वेगळं करते, नवऱ्याचं केक शॉप आहे हां. तर मी ते सांभाळावं. मग अ, इथे पीजी राहतात, तर तो कारभार मी सांभाळावा. मग नादसंगीत विद्यालय आहे. तर ते मी सांभाळावं. मी कशाला माझं काहीतरी वेगळं करायला जावं. अशी एक त्यांची अपेक्षा असते, जी मला नाही पटत. कारण मला असं वाटतं की
हां. अच्छा. त्यांनाच साथ द्यायला हवा. हो. अच्छा. मग तुम्ही काय अ, कसं प्रत्युत्तर देता मग त्याला?
अ, ॲक्चुअली म, म, खरं सांगू, मी प्रत्युत्तर नाही द्यायला जात. कारण माझा स्वभाव थोडासा फटकळ आहे. आणि अं, मला असं वाटतं, मी काहीतरी फटकन बोलेन आणि मग त्यांना लागेल. मग त्याचं त्यांना दुःख होईल आणि मग ती जखम सांधणं माझ्यासाठी फार कठीण जाईल.
अ, का बरं? हां, हां. हो, नक्कीच. कठीण आसल, हां, कारण की ते नातेसंबंधात अ, म्हणतात ना, एक अ, कटूपणा आणू शकतं.
अ, त्यामुळे हां. हो, हो. त्यामुळे मी त्यांना असं काही प्रत्युत्तर द्यायला नाही जात. म्हणजे अगदी जोपर्यंत माझ्या असं कंठाशी येत नाही तोपर्यंत. <chuckles>
हां, हां. मग तुम्ही ते अ, म्हणतात ना, अ, कटूपणा आणू नये. हं. आणि संवाद पण एक चांगला त्यांच्यासोबत व्हायला पाहिजे. असे काय शब्द अ, किंवा असा संवाद करता, ज्यांनी त्यांना मृदू वाटेल, पण ते ठाम होईल?
हं, हं. हं. मी ना, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे, एक आत्ताचं एक, अगदी रिसेंट उदाहरण आहे.
अ, काय आहे ते?
माझे सासरे अ, माझे सासरे मला त्यादिवशी म्हणाले, 2-3 दिवसापूर्वी, की अगं तू सात सात, आठ आठ तास त्या खोलीमध्ये अ, बसून असतेस. डेंजरस आहे हे. तर मला आधी वाटलं, की माझ्या काळजीपोटी म्हणत आहेत, "की अरे बापरे! एका ठिकाणी एवढे तास बसून मग तुला त्रास होत नाही का? मग भूक नाही लागत का?" वगैरे, अशा अर्थाने काहीतरी ते म्हणत आहेत असं आधी मला वाटलं. पण ते त्या अर्थाने नव्हतं, ते थोड्या वेळाने मला कळलं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मग "अ, मुलगा तुझा अ, बाहेरनं तुला हाका मारत राहतो. मग त्याला आई मिळत नाही आणि मग तो जेवत नाही. मग त्याचे हाल होतात. मग त्याला कोणी बघायचं? मग आम्हालाही कामं असतात आमची, आमची."असं ते मला म्हणाले. तर अर्थात अ, मला थोडंसं वाईट वाटलं. पण मी म्हंटलं, मी बराच वेळ काही बोलले नाही. मी आधी स्वतःला शांत केलं आणि मला कळलं होतं, म्हणजे आता बरीच वर्षं लग्नाला झाल्यामुळे एकंदर त्यांना कसं समजवायचं ही नॅक <chuckles> मला समजली आहे. त्यामुळे अ, तेही थोडे शांत झाले आणि मग मी त्यांना म्हटलं, म्हटलं, "बाबा तुम्हाला असं वाटतं, मला मान्य आहे म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, आय एम रिअली वेरी सॉरी. पण अ, कसं आहे ना, की तुमच्याच मुलावर बघा आता किती प्रेशर आहे म्हणजे आता थोडासा बिझनेस अपडाउन असतो ना. तर मग एकटं त्याला सांभाळावं लागतं. "तर म्हंटलं, ज्यावेळेला बाळ लहान होतं, मी नोकरी करत नव्हते, तसंही माझ्याकडे काही नव्हतं. मग सगळं त्याच्यावर, एकट्यावर भार येत होता. माझाही भार, माझ्या मुलाचाही भार. मग आता विचार करा, उद्या त्या भाराने त्याला काही झालं? आता आपण अशा किती केसेस बघतो ना, की स्ट्रेसमुळे अ, हार्ट अटॅक येतात किंवा असं काही होतं. तर ह्या सगळ्या स्ट्रेस जर तो हँडल नाही करू शकला, तर तुम्हाला चालेल का?"
हां. हां. अच्छा. हो, हां. मग? मग? काय अडचणी होत्या? हां. अरे! हां. अच्छा. हो, हो. साहजिक आहे. हां. हां. <chuckles> हो. हां. हां, नक्कीच असतो. हां. हो. नक्कीच बघत असतो. हां.
मग ते म्हणाले बाई नको, नको, नको. कर-कर तू काम कर. <laughs>
हां, मग काय म्हणाले? <chuckles> अरे वाह! खूपच अ, तुम्ही छानपणे त्यांना ते समजून सांगितलं आणि त्यांना पटलेलं पण दिसतंय ते. <chuckles>
हो का म्हण अ, बघा एका अर्थी ना तो एक बाप आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे, की त्यांचा वीक पॉइंट त्यांचा मुलगा आहे. <laughs> तर मला त्यांना हेच पटवून द्यायचं होतं की मी त्याची साथ देतीये. त्याचं प्रेशर हलकं करतीये. याचा अर्थ माझं मुलाकडे दुर्लक्ष होत आहे असं नाहीये. मी जेव्हा माझ्या गोष्टीतनं फ्री होते त्यावेळेला माझा सगळा वेळ माझ्या मुलासाठीच असतो ना.
हां. <chuckles> हो. <chuckles> अ, हो. हां. हां. नक्कीच.
आ तर पण आणि तो माझ्या एकटीचा मुलगा आहे असंही नाही आहे. माझ्या नवऱ्याचाही आहे, तो तुमचाही आहे. पण ह्या भाषेत मी बोलले असते तर कदाचित अ, ते त्यांना खटकलं असतं किंवा अ, काल आलेली मुलगी मला असं बोलते असं कदाचित वाटू शकलं असतं. त्यामुळे अ, मी अशा पद्धतीने त्यांना सांगितलं, की पण मुद्दा माझा हेच त्यांना पटवून द्यायचा होता, की मी तुमच्या मुलाला साथ देण्यासाठी जे काही करतीये ते करतीये असं. <chuckles>
हो. वाद पेटले असते हां. नक्कीच त्यांना वाटलं असतं हां, हां, हां अरे वाह! हं. नाही, एकदम छान अ, रीत्या तुम्ही त्यांना सांगितलं. पण असं कधी अ, घडलंय का म्हणजे की असंच एखाद्या बोलण्यावरनं तुमच्यात काही अ, वाद झालेत किंवा अ, छोटी भांडणांपर्यंत गेलेत?
हो. हो. झालंय ना. म्हणजे अं
अच्छा. काय झालं होतं?
मला अम मी शाळेत नोकरी करायचे अगोदर. तर अ, एका शाळेमध्ये अ, आमचं एक काहीतरी होतं म्हणजे ते नॅक अ, अक्रेडिशन वगैरे असतं ना किंवा ऑडिट्स असतात शाळेचे. तर त्यावेळेला आम्हाला बराचवेळ थांबायला लागलं होतं शाळेत आणि माझा टायमिंग असायचा सकाळी 8:00 ते दुपारी 4:00
हां. अच्छा. हां. ओ!
पण मला घरी यायला रात्रीचे 8 वाजले होते.
सक
तर मी 12 तास कामावर होते आणि तेव्हा माझा मुलगा 8 महिन्यांचा होता.
अच्छा. हां. लहानच हां.
आणि हो. लहान होता. आणि तो अंगावर दूध वगैरे प्यायचा. असं वगैरे सगळं होतं त्यावेळेला. तर तेव्हा माझे सासरे खूप चिडले होते की 12 तास झाले, मुलाची काही पडलेली नाही. कशी ही आई आहे आणि कशी ही घराच्या बाहेर राहू शकते. आणि मी इतकी थकून आले होते खरं सांगायचं तर शाळेतून आणि दोन्ही गोष्टी सांभाळताना अब मला अ, दुपारची झोप नव्हती. त्याच्यानंतर अ, सकाळी उठून मी त्याचं खाणं करून जायचे. म्हणजे रात्रीची झोप नाही. दुपारची झोप नाही. इथे घरी सगळे छान अ, अ, 1:00 ते 4:00 त्यांचा आरामाचा वेळ असतो. ते छान झोपतात, त्या 2-2, 3-3, तास त्यांची छान झोप होते. मला ना दुपारची झोप ना रात्रीची झोप कारण रात्री बाळ अ, वेळेवर झोपायचं नाही ते बाळ असल्यामुळे.
अच्छा! ओ! हां. नक्कीच नव्हती. हां. हो. हां. हां.
आणि दुपारी अ, ह्यांना सगळ्यांना जागायला लागू नये म्हणून ते बाळाला जबरदस्ती झोपवायचे. <chuckles> त्यामुळे दुपारी त्याची झोप पूर्ण व्हायची. म्हणून तो रात्री झोपायचा नाही. पण तरी मी सकाळी उठून घरातलं करून जावं. माझे डब्बे करून जावेत. मुलाचं करून जावं. ही, ही अपेक्षा असायची. मग एवढं सगळं करून शाळेतही जाऊन काम करायचं. तिकडनं आल्यावर मग अ, घरी आल्यावर ह्यांचेही ओरडे खायचे. मग माझं वाजलं होतं एकदा की असं कसं तुम्ही म्हणू शकता?
<chuckles> हो. हां. ओ! अरे, अरे! हां. मग?
हे तुमचं बोलणं चुकीचं आहे, मला नाही पटलं हे, की मी ही मेहनतच करते आहे, तर झालं होतं आमचं भांडण. आणि माझाही आवाज चढला होता, की नाही आणि मी रडत रडतच बोलत होते, की "माझा विचार कोणीच करत नाही आहे. माझं काय होतंय, मी किती थकती आहे. ह्याच्याशी कोणाला काहीच अ, देणं-घेणं नाही आहे." असं वगैरे, झाली होती आमचा वाद बऱ्यापैकी झाला होता.
हो ना. हं. हां. हां. मग काय कसं हाताळलं मग तुम्ही त्याला?
अ, त्यानंतर, खरं माझ्या सासूबाईंनी हे खूप छान हाताळलं, माझ्यापेक्षा. माझ्या सासूबाई अ, माझ्या सासऱ्यांशी बोलल्या, की "चुकलात तुम्ही, तुम्ही असं नाही बोलायला हवं होतं तिला, निदान अ, ती शाळेतून नुकती आली आहे, तेव्हा तरी नाही बोलायला हवं होतं, म्हणजे आपण निदान तिच्या हातात पाण्याचा ग्लास आणि आयता चहा नेऊन देऊ शकत नसू, तर असं तरी आपण बोलू नये, की ज्याने तिला त्रास होईल."
अरे वाह! अच्छा. हां. हो. हां ना. नक्कीच. अ, खूप छान त्यांनी बोलल्या तिथं.
तर अ <chuckles> तर अ, मग त्यावेळेला त्या अशामध्ये पडल्या, त्यांनी समजावलं, पण अ, अनफॉरच्युनेटली त्यावेळेला नवराही माझ्या बाजूने नव्हता.
है ना? हां. हो.
अ, पण त्याला नंतर मी समजावलं त्यात तो शांत झाल्यानंतर. की हे असं झालं तर मी कसं कमवू आणि कशी तुला साथ देऊ? मग तुला एकट्यालाच प्रेशर घ्यावं लागेल. मग तू एकटंच कर सगळं, मी देते नोकरीत राजीनामा आणि बसते मी घरी, चालणार आहे का? आपलं घर चालणार आहे का? आपला संसार त्याने अ, सुखरूप होणार आहे का? मग अ, तो म्हणाला, "नाही, मग तुझं बरोबर आहे." त्यालाही पटलं. मग जशी, वेळ हे एक खूप अ, चांगलं अ, साधन असतं ह्या सगळ्या गोष्टींसाठी की जसं हं.
हां. अच्छा, मग काय म्हटले ते? हो. नक्कीच, हां. <shushes> हो, नक्कीच. मग तुम्हाला अ, ह्या सगळ्या गोष्टीतून अ, अशा कुठल्या भावना अ, सांभाळायला लागतात?
हं. एक तर माझा राग. <chuckles> ही सगळ्यात मोठी भावना, जी मला सांभाळावी लागते. त्यानंतर माझा, माझ्या तोंडावरचा ताबा.
हो, हो. <chuckles> हां, हां. नक्कीच. तर हां.
ही एक गोष्ट मला खूप सांभाळावी लागते. आणि ऑफिस हो. आणि ऑफिसच्या ठिकाणी घर न्यायचं नाही आणि घराच्या ठिकाणी ऑफिस ये ये येता कामा नये. म्हणजे पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ या दोन्ही वेगळं ठेवणं, हे एक मला सांभाळावं लागतं भावनिकदृष्ट्या.
हां, त्यानी वाद घडू शकतात. <chuckles> हो, हो. नक्कीच. हो. हं, हं. अ, नाही नक्कीच अ, ह्या गोष्टी मला पटल्या तुम्ही जे म्हणतायत कारण की अ, प्रोफेशनल लाईफ जे आहे, ऑफिस लाईफ आणि घरातली लाईफ आहे ते अ, वेगळीच ठेवली पाहिजे. जेणेकरून म्हणतात ना की घर अ, चांगलं शांत राहील आणि तुमचं जे म्हणणं जसं की अ, तुम्ही म्हणता ना स्वतःला सांभाळता किंवा एकदम तुम्ही अ, चांगल्यारिते तुम्ही एकदा तुमच्या सासऱ्यांना समजून सांगितलं की अ, तुमच्या मुलावरती लोड येईल आणि मग त्याला सगळं बघावं लागेल. आजकालच्या परिस्थिती माहीत आहेत ना, तर ह्या गोष्टी जे तुम्ही सांगितल्या ना, त्यांना समजून तो एकदम म्हणतात ना की चांगला युक्तिवाद आहे की ज्यात समोरच्याला दुखावलासुद्धा जात नाही आणि त्यांना पटवूनसुद्धा दिलं जातं चांगल्या रीतीने की अ, काय चूक आणि काय बरोबर. हां, हां, हां. नाही नक्कीच अ, म्हणतात ना तुम्ही अ, खूप हुशारीने सगळ्या गोष्टी सांभाळत आहात. खरंच छान वाटलं मला ऐकून. <chuckles> धन्यवाद.
हं. हो. हो ना. हो, हो. हो. हो ना. <chuckles> खरंय. <chuckles> हो ना. हं. आणि अपेक्षाही हाताळल्या जातात. <chuckles> खूप खूप धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून.
हो धन्यवाद.
धन्यवाद.